मला वाटतं की 1ली गोष्ट जे तुम्ही काम करतात ते तुम्हाला आवडलं पाहिजे. जर तेच नसेल आवडत तर ते खूप अवघड जाईल तुम्हाला हे करण्यासाठी, एकाग्रत होण्यासाठी. आणि कसं आहे आता जसं मला ते फुटबॉलची आवड आहे. मित्रांसोबत आहे म्हणून मला ते आवड आहे आणि आणखी मला ते जास्त करायची गरज नाही. जास्त एफोर्ट टाकायची गरज नाही पडत की इथं थोडे फोकस टाकावा लागेल. तसं काही वाटलं नाही कधी मला. म्हणून तुम्हाला जी गोष्ट करायची ती आवडली पाहिजे. नंतर 2री गोष्ट म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स कमी करा. आता ते अ, Instagram वगैरे ते रील्स असतात. हो सोशल मीडिया असतात. मोबाईलचे म्हणजे वेगळे-वेगळे वापर करतात काही लोकं. म्हणजे काही नसलं तुम्ही जर अवेलेबल असलात तर लगेच फोन नका काढू. दुसऱ्या गोष्टी करा. दुसऱ्या जरा, जरा एन्व्हायर्नमेंटमध्ये बघा. थोडी थोडीकडे लक्ष ठेवा. तुमचे जे जवळपासची माणसं आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. जरा बघा त्यांना काय ते कसे, कसे हालचाल करतात ते. तर तसं जर तुम्ही ते ऑब्झर्व्ह करायला सुरु केलं, थोडंसं एकदा ते मोबाईलवरून निघून किंवा स्वतःच्या डोक्यावरून निघून त्या जगाला बघितलं, आसपासच्या तर तुम्हाला मला वाटतं की तुमचा फोकस जो आहे तो आणखी इम्प्रूव्ह होईल आणि जो एकाग्रत करण्याची जी म्हणजे पॉवर आहे ती आणखी खूप छान होईल आणि तुम्ही लवकर झोन आउट होताल पोहोचाल त्या गोष्टीमध्ये जे तुम्हाला ट्राय करायची आहे.
हां. बरोबर. हां. बरोबर. नक्कीच. बरोबर. लक्ष विचलित होता. हां. सोशल मीडिया. हां. हो, बरोबर आहे. अगदीच, हो. हां. नक्कीच. नक्कीच. बरोबर. तर अ, छान सांगितलं तुम्ही संगीताचा प्रभाव तुमच्या एकाग्रतेवर कसा होतो. तुम्ही कसं फोकस करता, तुम्हाला कुठल्या वाद्यांची आवड आहे. त्यांनी तुम्ही काय काय गोष्टी साध्य केल्या आणि मानसिक तणाव दूर व्हायला पण त्याचा तुम्हाला फार मदत झालेली आहे असं तुम्ही सांगितलं.
नक्कीच. अ. हो, हो. अ, तुम्हाला, तुम्हाला कोणतं आवडतं आहे? तुम तुमचं कोणतं संगीत कोणतं फेव्हराइट आहे का?